आत्ताचं जे काही जग आहे ते तसं म्हणता येईल की एक ऑनलाईनच जग आहे. म्हणजे आपण कोणत्या गोष्टीत ह्या गोष्टींचा वापर करत नाही असं म्हणजे फार कमीच आहे. पण ह्याच्यामुळं आपल्याला जेवढा फायदा होतो तसंच काही गोष्टींमध्ये नुकसान सुद्धा होऊ शकतं की आपली गोपनीयता वगैरे हे सुद्धा आपण जपणं फार गरजेचं आहे. तर मग ऑनलाईन गोपनीयता वगैरे जपण्यासाठी तुम्ही काय करता नक्की?
हो. हं. <clears throat> मी मुळात ऑनलाईन खूप जास्त महत्त्वाची माहिती ठेवतच नाही. मला आठवतंय ना अ, आधी जसं हे इंटरनेटचं विश्व निर्माण होत होतं, तेव्हा सर्वात आधी काय आलं, तर आपले ईमेल ॲड्रेस म्हणा किंवा वेबसाईटला लॉगिन करू शकायचो, रेडिफ डॉट कॉम वगैरे असं. तर त्यांचे सगळ्यांचे ना ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड मी आधी एका डायरीत लिहून ठेवायचो. आणि जसे-जसे वाढत गेले अकाउंट तसे-तसे डायरीतली ते लिस्ट पण वाढत गेली. पण एक असा पॉइंट आला की ऑनलाईन ही आपण ह्या गोष्टी लिहून ठेवू शकायचो. पण
हां. हां. हां. नक्कीच. बरोबर आहे. होय. हं. हां. बरोबर आहे की आणि ते कुठेतरी म्हणजे असं वाटतं, की ह्या बाकीच्या तुलनेत जरा सोपं आहे थोडं ऑनलाईन ठेवणं वगैरे. मग आ हां.
हां. आणि इकडून कॉपी करायचं तिकडं पेस्ट करायचं असं असायचं. पण मग मला कळलं की तसं नाही करायला पाहिजे.
हां. बरोबर आहे. <chuckles> का बरं? तसं केल्यानंतर काय अडचण येतात नक्की?
अ, कारण बघा ना आता ऑनलाईन मी एखादी टेक्स्ट फाईल साधी असेल केलेली जिथं मी माझा ईमेल ॲड्रेस लिहिला आहे abc@xyz.com आणि पासवर्ड दिला अ, 1-2-3-4-5 तर मी तो जशाच्या तसाच त्या टेक्स्ट फाईलमध्ये लिहून ठेवणार ना जे किती चुकीचं आहे. ती फाईल कोणी जर हॅक केली त्या वेबसाईटवरून किंवा त्या Google Driveवरून तर सगळ्यांना माझे सगळे पासवर्ड कळतील एखाद्याला किंवा माझ्या कशा-कशाचे अकाऊंट आहेत हेही कळू शकतं. म्हणून मग मी एक एनक्रिप्टेड अ, पद्धतीने ठेवण्याचा तो सुरुवात केली.
हां. हं. हां. हो. बरोबर आहे की. नक्कीच. हां. हां. हां. म्हणजे थोडक्यात अ, ऑनलाईन वगैरे काही ठेवायचं नाही. काय असेल ते पुस्तक किंवा कुठ वह्यांमध्ये वगैरे म्हणजे थोडक्यात लिहायला तुम्ही सुरुवात केली ह्या गोष्टी. तर असं रोजच्या आयुष्यात तुम्ही काही सवयी तर पाहतच असाल की कुठेतरी आपण गोपनीयता जपण्यासाठी ही ऑनलाईन जगापासून. तर अशा काही सवयी सांगू शकता का? की तुम्ही पासवर्ड ठेवता किंवा ॲप परमिशनसारखे काही ॲप आहेत, त्या ॲपचा वापर?
हो, हो. अ, सर्वात मी पहिली गोष्ट काय केली आहे की मा माझा फोन उघडतानाच मी फिंगरप्रिंटचं लॉक दिलं आहे त्याला. म्हणजे पिन आपण कधी-कधी विसरू शकतो किंवा ती पटकन एंटर करायला अवघड जातं. असं 4 अंकी पिन अ, घाईत असताना जरा गडबड होते. म्हणून मी फिंगरप्रिंट देतो त्याला. अ, चेहऱ्याचं नाही दिलं आहे, कारण नकळत उघडतो कधी-कधी फोन, आपला चेहरा असा दिसला तर, हे ना.
हां. हं. <chuckles> बरोबर आहे की. नक्कीच. हां. <chuckles> हां. बरोबर आहे. खरं आहे. ती तर गोष्ट आहेच, नक्की.
म्हणून मग मी अंगठ्याने अ, 2न्ही अंगठे मी माझे दिले आहेत फिंगरप्रिंट म्हणून आणि तेच अंगठे मी WhatsAppला पण दिलेत. म्हणजे अ, आजकाल बघा लॉक करता येतात काही चॅट्स आणि त्या अनलॉक करण्यासाठी आपण फिंगरप्रिंट वापरू शकतो. तर अ, मी एक माझ्याच अकाउंटबरोबर आजकाल WhatsAppवर एक यू म्हणून आलं आहे बघा, की आपण स्वतःलाच मेसेज पाठवू शकतो. तर मी त्यात अशा काही महत्वाच्या लिंक्स असतील किंवा माझ्या महत्वाचे काही अ, सिक्रेट गोष्टी मी लिहिल्या असतील थोड्या, की मला हे-हे अकाउंट उघडलं आहे मी त्याचा हा एक आयडी आहे. हा एक पासवर्ड आहे. तर <swallows> जरी मी पासवर्ड जसाचा तसा नाही लिहिला, तरी मी ना हिंट लिहितो. अ, की असा-असा पासवर्ड आहे किंवा आपली डेबिट कार्डची पिन असते ना, तर ती पिन जरा विसरू नये म्हणून मी काय करतो, अ, त्या 4 आकडे लिहितो आणि त्या 4ही आकड्यांच्या पुढे आणि मागे सेम, सेम, सेम आकडे लिहितो. म्हणजे जर माझी पिन असेल 1-2-3-4 तर मी असं लिहितो 1-9-9-9, 2-6-6-6, 3-5-5-5 आणि चार आठ आठ आठ. म्हणजे रिपीट केलेले डिल डिलीट करायचे आणि मग मला माझी पिन आठवते की एक दोन तीन चार अशी पिन आहे. पण मग हे मी अंगठं अंगठं दाबल्याशिवाय नाही उघडत ते चॅट.
हं, हं. हां. हं. हां. हां. बरोबर आहे. हं. हं, हं, हं, हं. हां. हं. हां. हं. <chuckles> हां. हं. हं, हं, हं, हं, हं. <laughs> हां. बरोबर आहे. हां. ते तर झालंच. पण आता कसं आहे की बऱ्याचदा काय होतं, की आपण ह्या गोष्टींची काळजी घेतो की आपण बाबा पासवर्ड ठेवला आहे किंवा ह्या ठेवला आहे. पण बरेच लोकं काय करतात की पासवर्ड ठेवताना सुद्धा पासवर्ड काय असतो? तर एक म्हणजे त्यांची जन्म तारीख एक असू शकते किंवा अजून एक काय ठेवतात की 1 पासून 8 पर्यंतचा आकडा. <chuckles> म्हणजे हे कोणालाही जर का तुमचं जर, ट्राय एंड एरर म्हणतो ना आपण? की प्रयत्न करून जर का काढायचं झालं, तर ते म्हणजे फार त्यांच्यासाठी सोपं होऊन जातं. मग अशा वेळेस लोकांनी काय करावं, की पासवर्ड म्हणजे ठेवताना म्हणजे कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? की बाबा 1 ते 8 ठेवू नये किंवा जन्म तारीख असेल तर, ह्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी पासवर्ड सेट करतांना सुद्धा?
जन्म तारीख. हो. हो. अ, अगदी बरोबर म्हणालात तुम्ही. म्हणजे एखाद्याचं नाव जर राहुल असेल, तर ते काय करतात, rahul@123 असा पासवर्ड ठेवतात. किती सोप्पं आहे. म्हणजे मला तुमचं नाव कळलं की सगळे तुमचे पासवर्ड माझ्या हातात येणार. तर मी अशी एक ट्रिक नेहमी वापरतो की आता माझा एखादा पिक्चर असेल आवडता, समजा अ, "हम आपके हैं कौन." बरं का आणि त्याच्यातलं एखादं कॅरेक्टर मला खूप आवडत असेल, जर ते कुत्र्याचं कॅरेक्टर आहे ना टफी. ते नाव होतं त्या कुत्र्याचं टी-यु-एफ-एफ-वाय. तर मी काय करतो की माझं सर्वात आवडतं आणि सर्वात जर माझ्या जीवाच्या जवळचं असेल, तर मी तो शब्द वापरून, त्याच्यात एक स्पेशल कॅरेक्टर टाकून त्याच्यात पुढे आकडे टाकतो. म्हणजे त्याहून चांगलं एक एक्झॅम्पल घ्यायचं तर, आता रवी हा एक माझा जर आवडता कॅरेक्टर असेल कुठलं तरी. तर मग मी काय करतो आर कॅपिटल करतो, एला ॲट द रेट करतो, वी-आय आणि मग पुढे अजून एक काहीतरी डॉलरच साइन आणि मग जरी जन्म तारीख टाकली मी माझी अ, 6 ऑक्टोबर, अ, 80 असं काहीतरी टाकलं, तर मग ते ओळखणं अवघड होतं. कारण मग जन्म तारीख जरी वापरायची असेल, तर तुम्ही अशी वापरू शकता असं मी अ, करतो नेहमी.
हां. <chuckles> बरोबर आहे. हं. हां. हां. हं. हां. बरोबर आहे. <chuckles> हां. हं. हं. हां. हं. हां. हां. बरोबर आहे ना. हं. नाही ते तर आहेच. पण आता कसं आहे की बँकिंग असेल किंवा आधार, WhatsAppसारखे जे काही ॲप आपण वापरतो, तर त्यात म्हणजे तुम्हाला गोपनीयता आपली कुठेतरी लीक होण्याची काय जोखीम वाटते? म्हणजे कुठपर्यंत आपण हे होऊ शकतं की ह्याच्या माध्यमातून सुद्धा आपण एखादी ही माहिती आधार असेल वगैरे लीक होऊ शकते, असं कितीपर्यंत जोखीम वाटतं तुम्हाला?
सुरुवातीला तर मला काय वाटतं ना आजकाल कसं यूपीआय इतकं आलंय. आणि इतकं सोपं झालंय म्हणजे आपण साधा ज्यूस पिताना पण आपण त्याला पे करू शकतो ₹20 यूपीआयनी आणि आपण अगदी रस्त्यावर थांबून आपलं ते ॲप उघडतो आणि ॲप उघडताना सगळ्या दुनियेला दिसेल सगळ्या सीसीटीव्हीमध्ये कॅप्चर होईल अशी आपली ती पिन टाकतो. त्या सगळ्या अ, पब्लिकमध्ये तर ती पहिली काळजी घेतली पाहिजे जी आपण कधी-कधी विसरतो घेण्याची आणि मी म्हणूनच जरासा अ, पटकन कळणार नाही तसे पट, पटपट ते दाबून टाकतो आकडे. हा. म्हणजे कॉमनसेन्सचा भाग झाला. पण दुसरं म्हणजे मी काय करतो ना, ते सगळे सॉफ्टवेअर अपडेटेड ठेवतो. म्हणजे आता माझ्याकडे एखादी 2-3 बँकांचं असेल आयसीआयसीआय, एचडीएफसी, एसबीआय. तर या सगळ्यांचे ॲप्स जर मी टाकले असतील ना माझ्या फोनमध्ये. तर मी ते वारंवार जाऊन चेक करतो, की अपडेटेड आहेत का नाही आपल्या अ, App Storeमध्ये किंवा त्या अ, Play Store मध्ये जेणेकरून, कधी-कधी अपडेट होताना त्याच्यात सिक्युरिटी फीचर अजून येत असतात, की तुम्ही ट्रान्झॅक्शन करतांना अजून चांगली सिक्युरिटी मिळेल तुम्हाला. तर कारण त्या जुन्या व्हर्जन हॅक होण्यासारखे असू शकतात. म्हणून म्हणजे बँकिंगच्या ॲपची मी ही काळजी घेतो.
हां. हां. <laughs> बरोबर आहे, ते तर आहे. <laughs> हां. खरं आहे. हं, हं, हं. हां. बरोबर आहे. हं. हां. हां. हां. अ, हं. नक्कीच. हां, म्हणजे तसे हां, हां, हां. तर असच तरी एखादी तुम्ही फसवणूक तुम्ही अनुभवली आहे का? डाटा लीक असेल किंवा असे काही गोष्ट?
हो. हो, हो. अनुभवली. अगदी खरी-खरी अनुभवली. मला आठवतंय. <chuckles> 2016 मध्ये आयुष्यात पहिल्यांदा माझ्याबरोबर असं झालं होतं आणि आपल्या एकूण देशातच ती खूप सुरुवात झाली होती जस्ट तेव्हा. मला अचानक एक फोन आला एका बाईचा. ती म्हणाली, "मी दिल्लीच्या क्राईम ब्रांचमधून बोलतेय." आणि अ, तुमचं हे, हे, अ, कुठलं मला आठवतंय, "HSBCचं एक क्रेडिट कार्ड आहे का तुमचं?" मी म्हणालो "हो, आहे. अ, बरोबर आहे." तर ती म्हणाली, "हा नंबर आहे का त्या क्रेडिट कार्डचा?" मी म्हणालो हो. "तुमचं नाव हे-हे आहे का?" मी म्हटलं हो. वाढदिवस पण तिने सांगितला. तर ती म्हणाली, की "चाळीस हजार का ₹4,00,000 रुपये तुमचे अजून भरायचे आहेत त्या क्रेडिट कार्डमध्ये आणि तुम्ही भरले नाही आहेत." असं ती म्हणाली. आणि त्या क्रेडिट कार्डवरती मी शेवटचा ₹1 सुद्धा चेक देऊन भरला होता त्या काळात. म्हणजे ₹0 ड्यू होते. पण ती मला म्हणत होती, "₹4,00,000 तुमचे भरायचे आहेत. तुम्ही ₹4,00,000 चं ट्रान्झॅक्शन केलंय."
<chuckles> सांगा बरं, काय झाल होतं नक्की? हां. होय. अरे बापरे! हां. हं. अरे बापरे! हां. हां. हां. <laughs> बरोबर आहे की. मग तुम्हाला काय वाटलं? म्हणजे त्यावेळेस तुम्हाला कशी कल्पना आली, की बाबा हे खरं आहे का नक्की खोटं आहे? काय वाटलं तुम्हाला त्यावेळेस?
हो. आधी तर मी हादरूनच गेलो. मला कळलंच नाही हे काय चाललंय. पण मी तिला म्हणालो, "अहो मॅडम तुम्ही सगळं बरोबर सांगताय पण असं नाहीये-नाहीये." ती म्हणाली, "तुमचा हाच पत्ता आहे का?" आणि तिने पत्ता दुसरा सांगितला कुठलातरी.
हां. होय.
म्हणजे पत्ता माझा नव्हता. बाकी सगळे डिटेल माझे होते. फक्त पत्ता तिने खूप लांबचा, भलताच कुठलातरी सांगितला माझ्याच शहरातला. तेव्हा मला थोडासा डाउट आला, की असं-असं झालंय आणि त्यावेळेस बघा पॅनकार्ड आले होते. म्हणजे तेव्हा आधारकार्ड नव्हते. फक्त पॅनकार्ड होते. तर तिला मी म्हणालो, की पॅनकार्ड नंबर तुम्ही सांगाल का? तर ती नाही सांगू शकली. तिच्याकडे नव्हता तो पॅनकार्ड. तर तरी मी बराच घाबरलो होतो. पॅनिक झालो होतो. आणि मी एका जवळच्याच ब्रांचमध्ये जाऊन त्यांना विचारलं, की असे फोन येताहेत तुम्ही चेक करा तुमच्या सिस्टममध्ये. मला असं वाटलं, की त्यांच्या सिस्टममध्ये चुकून काहीतरी रेकॉर्ड इकडचा तिकडं झालं असेल. पण नंतर मला अनेक वर्षानंतर कळलं, की ती बाई स्कॅम करायचा प्रयत्न करत होती.
व्यवस्थित एकदम. हां. हं. हां. बरोबर. होय. हां. बरोबर आहे. होय.
तर म्हणजे बघा ना
हां. आता कसं आहे, की आता हां, ही तर गोष्ट आहे की आता कसं आहे, की तुम्ही होता म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात आल्या, की तुम्ही अ, पॅन सांगा किंवा हे बो सांगा, की ही गोष्ट आहे. पण कसं आहे, की आपल्या घरात जर काही जर का दुसरं कोण असतं. तर आता आप तुमचे आई-वडील असतील किंवा लहान लहान मुलांचं जाऊ द्या, पण आई-वडील जर का तुमचे असले, तर ते म्हणजे अचानक ह्या परिस्थितीत गोंधळून जातील. मग अशा वेळेस त्यांना म्हणजे तुम्ही काय सांगू शकता, की त्यांनी ह्या गोष्टींबद्दल कशी काळजी घेतली पाहिजे?
हो. मी सांगूनच ठेवलंय त्यांना आणि वारंवार त्यांना पण वर्तमानपत्रातले फोटो काढून दोघांना पाठवत असतो. आईलापण आणि वडिलांनापण, की पार्सलचे स्कॅम होत राहतात किंवा फोन येतात. माझ्या आईला एक फोन आला होता, की अ, आम आमचे वडील बंगलोरला होते त्यावेळेस, तर त्य तो माणूस म्हणाला, की "तुमच्या हसबँडचं हे, हे नाव आहे ना?" तर ती म्हणाली, "हो." तर म्हणे की "ते अर्जंट जरा असा रेंजच्या बाहेर गेलेत आत्ता प्रवास करतायत, त्यांनी अर्जंट मला सांगितलंय तुमच्याकडून ₹7,000 घ्यायला," असा फोन आला आईला. आणि आम्हाला भीती वाटली ना, वडील लांब होते आणि काय झालंय, काय नाही. ते अजून ड्राईव्ह करतात अजून. म्हणजे वयस्कर असूनपण. तर आम्हाला वेगवेगळ्या शंका आल्या, वेगवेगळे विचार आले. पण मी म्हणालो की "नाही, नाही आपण आधी वडिलांना फोन करून विचारू." तर वडिलांना फोन केलातर ते म्हणाले, "नाही, नकोय मला कोणी फोन केला होता तुम्हाला." असं म्हणले ते. तर मग आम्ही मी तिला म्हणालो WhatsAppवरून आलेला तो मेसेज आणि कॉल होता. मी म्हटलं ब्लॉक करून टाक किंवा अजिबात काहीच म्हणू नकोस की पोलिसांना सांगू वगैरे दुर्लक्ष कर. तर मी दोघांनाही हेच सांगतो, की एकतर लिंक कोणतीच क्लिक करू नका. त्याहून महत्वाचं मी म्हणतो की लिंकवरून ते ॲप डाउनलोड करा असंही येतं कधी-कधी की तुमचं Google Pay तुम्हाला अपडेट करायचं असेल Google Pay ॲप फोन-पे तर ह्या लिंक वरून करा. असं कधीच करायचं नाही म्हटलं मी म्हणजे सो रोज अगदी बजावून सांगत असतो त्यांना.
हां. <chuckles> हां. बरोबर आहे. हं. हं. हां. अरे! हां. हां. बरोबर आहे की. हं. हं, हं, हं, हं. हां. हं. नाही. बरोबर आहे. खरं आहे, खरं आहे. हं. हां. बरोबर आहे. तसं सुद्धा येतं. नाही. बरोबर आहे. आता कसं आहे, की हे तर तुम्ही सांगताच, पण आता ह्याच्या व्यतिरिक्त आपण अजून एक पाऊल पुढे जाऊन, अशी काही गोष्टी आहेत का? की बऱ्याचदा कसं असतं, की ॲप्लिकेशन्स असतात किंवा एखादी जर का कंपनी असेल, की आपण एखाद्या कंपनीचं कार्ड वापरलं आहे. तर ते कार्डसुद्धा काही सुविधा आपल्याला देतात. तर त्या सुविधा काही तुम्ही सांगू शकता? की आता कसं आहे, की सुविधा तर अ, कार्ड तर देत, की बऱ्याचदा ते सांगत, की स्पॅम कॉल आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा एखादा आपण ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर ते सुद्धा आपल्याला ह्या गोष्टीची कल्पना देऊ शकत का आधी? किंवा अशा काही गोष्टी तुम्ही घरात वापरता का, आई-वडिलांसाठी किंवा छोट्या मुलांकडे जर का फोन असला तर त्यांच्यासाठी?
हो. हो, हो. म्हणजे माझ्या आई-वडिलांकडे दोघांकडे अ, True caller ॲप आहे. ते अत्यंत छान असं ॲप आहे. आणि मी अगदी नियमितपणे ते डिफॉल्ट म्हणून सेट नाही केले. पण काही अनोळखी नंबर आला, तर मी सर्च करतो त्यावरती आणि स्कॅम किंवा स्पॅम असं लोकांनी लिहिलेलं असतं. त्याचा खूप जास्त उपयोग होतो. आईच्या फोनवरती ते मी डिफॉल्ट कॉलिंग ॲपच करून ठेवलंय. म्हणजे तिला कॉल आला, की तिचा फोन असा लाल कलरचा होतो. पूर्ण लाल स्कॅम कॉल, पोटेन्शियल स्कॅम असं काहीतरी येतं. आणि मग लाल आलं, की ती उचलत नाही. म्हणजे ह्या रंगांवरून तिला कळतं, की उचलायचा का नाही? म्हणजे त्यांच्या वयाला ते जास्त गोष्टी कळतात ना, शब्दांपेक्षा.
हां. हां. हं, हं, हं, हं, हं. म्हण हां. हां. नाही. खरं आहे. बरोबर आहे की. तर घरात तुम्ही असे काही सोपे नियम सुद्धा तयार करता का, की घरगुती पद्धती वगैरे वापरता का ह्या गोष्टी गोपनीयता वगैरे ठेवण्यासाठी वगैरे?
अ, घरगुती म्हणजे एकच की आमच्या-आमच्यात जे काही आम्ही मेसेज शेअर करतो ना, ते अ, आम्ही अ, आपल्या, आपल्यातच ठेवतो. ते म्हणजे कुठेही दुसऱ्यांबरोबर शेअर करत नाही. म्हणजे एखादं <swallows> काही महत्वाचं मी पाठवलं जे माझं वैयक्तिक आहे. तर अ, मी ते व्ह्यू वन्स व टाइमर लावून पाठवतो, WhatsAppवरती. जेणेकरून आई-वडिलांना दोघांना एकदाच दिसेल. किंवा अं, माझं काहीतरी खाजगी मला त्यांना सांगायचं असेल, तर मी ते टाइमर लावून देतो कारण त्यांच्याकडे असे शेकडो मेसेजेस येत असतात दोघांकडं. कुठून काय, कुठून चुकून फॉरवर्ड करतील? गॅलरीमधून उचलून सांगता येत नाही. म्हणून मग, मी ते टाइमर लावलं की ते बघितलं ना त्यांनी बास, तेवढं महत्त्वाचं आहे माझ्यासाठी.
हं. हां. हं. हां. हां, नाही. ते तर आहे. हां. हं. हं. नाही, खरं आहे की. ते तर आहेच. <chuckles> नाही ते पण आहे आणि कसं आहे की आत्ताच्या काळात आपण जर का पाहतो की ऑनलाईन गोपनियता म्हणजे सगळ्यात जास्त गरजेची आहे, ती म्हणजे तसं म्हटलं तर महिलांसाठी. म्हणजे सगळ्यांसाठीच गरजेचं आहे, पण महिलांना जरा कुठेतरी जास्त ह्याची सुरक्षिततेची गरज आहे. तर मग त्यांनी अशा कोणत्या गोष्टी, म्हणजे जास्त काळजी घेतली पाहिजे ह्या बाबतीत? किंवा एक्स्ट्रा त्यांनी काळजी घेतली पाहिजे, की त्यांना त्यांची ऑनलाईन गोपनीयता बाहेर कुठे जाऊ नये. अशा काही गोष्टी सांगू शकता का महिलांसाठी स्पेशली?
हो. जास्त. हो दोनच महत्वाच्या गोष्टी, एकतर फोटो स्वतःचे खूप जास्त टाकू नयेत त्यांनी. म्हणजे त्यांना हक्क आहे अर्थात, पण जमलं तर शक्यतो मैत्रिणींचीच हे बनवा. <coughs> मैत्रिणी पुरतेच ते ठेवा अकाउंट्स, सोशल मीडिया असो किंवा जरी तुम्ही Instagramवर ग्रुप करत आहे. तरी ओळखीच्याच लोकांना त्या ग्रुपमध्ये ॲड करा आणि मग शेअर करा आणि टाइमर लावून शेअर करा हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर प्रोफाइलमध्ये काही टाकत असाल, तर ते प्रोफाइल प्रायव्हेट केलं तर अतिउत्तम. जर तुम्ही इन्फ्लुएन्सर असाल तर ठीक आहे, मग तेवढी गोपनीयता तुम्हाला मॅटर कदाचित नाही करत. पण, एखादा मुलगा कधी जर अ, तुमच्याशी मुलगी बनून चॅट करत असेल, तर हेही ओळखायचा प्रयत्न करा. <chuckles> अशी कितीतरी मुलं आहेत. <chuckles>
हां. हं. अं, हां. बरोबर आहे. हां. हं. हां. <chuckles> नाही, बरोबर. <chuckles> नाही, नाही, खरं आहे, खरं आहे. नाही, म्हणजे तुमच्या बरोबर ह्याच्याबद्दल बोलून म्हणजे बरीच माहिती मिळाली की कशा पद्धतीनं आपण आपली ऑनलाईन गोपनीयता म्हणजे अ, जपून ठेवू शकतो. आणि त्याच्या पद्धतीने कसं आहे की वृद्ध लोकं असतात त्यांच्यासाठी, आपण काय करू शकतो किंवा महिलांना तर ह्या गोष्टीची अजूनच जास्त गरज आहे?
हो.
तर म्हणजे ह्या गोष्टी फार चांगल्या पद्धतीने लक्षात आल्या आणि नक्कीच आपण पुन्हा भेटूयात. धन्यवाद.
धन्यवाद. मलाही छान वाटलं तुमच्याबरोबर संवाद साधून.